नक्कीच. कारण बघा, आपण जेव्हा आपल्या घरची एक पद्धत असते ना. आपण भाज्या करतो, म्हणजे त्याच्यात कांदा-लसूण मसाला वगैरे नाही का? गोडा मसाला हे प्रकार आपले वैशिष्ट्य आहे मराठी जेवण म्हटलं तर. आणि ऑफिसमधल्या लोकांनी "अरे, म्हणजे असं छान. म्हणजे असं तर आम्ही कधी जेवलो नाही आहे. हा कुठला वास आहे? ही कुठली चव आहे?" तर आपण म्हणजे नाही का? शेअरिंगमध्ये जेवतो ना ऑफिसमध्ये. आता मी माझा डब्बा घेऊन एकतर कोपऱ्यात बसायचो नाही. तर ते थोडं माझ्या डब्यातून खायचे. मी कधी त्यांच्या डब्यातनं नाहीतर कॅन्टीनचं जेवण त्यांच्या ताटातनं खायचो. कारण प्रेमही वाढतं, आपण मिळून-मिसळून जेवतो ना असं ऑफिसमध्ये. प्रेमही वाढतं. तर अ, अशी हं.
हो. नक्कीच. हं, हं, हं. हो. हो, हो. प्रेमही वाढतं. हो, हो.
आणि अशा वेळेला काय व्हायचं, जेव्हा ऑफिसमध्ये पॉटलक असायचं ना. आता पॉटलक म्हणजे प्रत्येकाने एक-एक प्रकार करून आणायचा. तेव्हा तर अख्खी टीम म्हणजे माझ्या हात धुऊन मागे लागायची, "अरे, तू पावभाजीच आण, हां. म्हणजे सकाळी किती जरी वेळ लागला. आम्ही येऊ घरी तुझ्या मदतीला. पण तुला पावभाजीच करायला लागेल." आणि आता मदत
हं. अच्छा. अरे वॉव! मस्तच. पावभाजी तर सगळ्यात फेव्हरेट.
हो ना. हो.
सर्वांचीच फेव्हरेट.
आणि मी अशी मदत स्वीकारली. म्हणजे तेव्हा म्हणजे ऑफिसमध्ये थोडी माझी मित्रांबरोबर बॉन्डिंगसुद्धा झाली. की "ठीक आहे. पावभाजी करायची ना, तुम्ही या ना आदल्या रात्री माझ्याकडे राहायला या." तर दोघं तिघं असे यायचे आणि मी त्यांना नाही का? काम करून घ्यायचो त्यांच्याकडनं. असं नाही की तुम्ही इथे झोपायला आलाय वगैरे अशा गोष्ट नाहीये. तर त्यांची मदत घेऊन वगैरे नाही का? व्यवस्थित अ, पॉटलकचं जेवण वगैरे बनवून आणि कुठेतरी म्हणजे एक मैत्री. आता अनोळखी शहर म्हटलं तर आपल्याला मित्रही नसतात हो. तर कुठे ना कुठेतरी मला मित्र ही चांगले मिळाले असं मला वाटतं.
हं. <laughs> हं. हो ना. खूपच छान आणि मला यातनं असंही लक्षात येतंय की तुमच्या ह्या स्वयंपाकाच्या कलेनं तुम्हाला दूरची लोकं पण आपलीशी वाटायला लागलीत. आणि लोकांनी पण तुम्हाला आपलंसं करून घेतलंत.
हो ना.

काही हरकत नाही. पण फक्त एक गोड पदार्थच आपल्या महाराष्ट्राची चव आहे, एवढं मर्यादित आपलं महाराष्ट्राचं जेवण नाहीयेत. त्यामुळं आपण इतर सगळे पदार्थ जपतात हीच मोठं अनमोल आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आणि काय होतं ना, की हे एवढं जपणं पण शक्य नाही आहे हं, पण मला हे ऐकायचं आहे की बटाटावडा आणि वडापाव या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याच लोकांचं. काय फरक आहे या दोघांमध्ये?
<chuckles> नक्कीच. नाहीये, नाहीये. नक्कीच, हो. हो. वडा एक वडाचा असतो हो, म्हणजे साधा आपण वडा जसा तळतो ना घरी, बटाटा वडा म्हणजे तो एक वडा असतो. आता वडा पाव म्हंटलं तर तो पाव एक वेगळा जोडला जातो त्याच्यासोबत आणि पावात भरायला नाही का 2 चटण्या असतात. 1 सुकी चटणी असते, लाल आणि 1 ओली चटणी असते हिरवी मिरचीचीच. आणि तळलेली मिरची सुद्धा येते. तर वडापाव म्हणजे असं एक कंप्लीट डिशसारखं आहे असं आपल्याला म्हणता येईल. बटाटावडा उगीचच मी वरण-भाताबरोबर सुद्धा खातो. खूप आवडतो मला खायला.
हं, हं. अच्छा. अच्छा, नक्कीच. <chuckles> अरे, उगीचच कसं म्हणता येईल. त्याला एक वेगळीच चव असते. खूपच छान असतं ते. नक्कीच खूपच सुंदर, पण बघा ना, आज तुम्ही एवढे सगळं स्किल शिकलात. तुम्ही एवढं छान करता आणि खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. पण कसं आहे ना, यात पण नवीन लोकं पण अ‍ॅड होतात ज्यांना याच्यात रस वाढवायचा आहे. आज अ‍ॅक्चुअली रस नाही आहेत, पण वाढवायचे आहेत. त्यांना शिकायचं आहे, तर अ, तुम्ही काय टिप्स सांगाल बरं?
हां, नक्कीच हो. खूप सुंदर चव असते. हां. तर आता हे बघा लोकांना रस नसतो. पण ते का करतात का कारण कुठे ना कुठे डॉक्टरच त्यांना सल्ला देतो नाही का? तुम्ही बाहेरचं खाणं बंद करा, तुम्ही घरीच करा. तर तिथे हा प्रश्न हो, हो, हो. तर अशा वेळा मी लोकांना काय सांगतो ना, तुम्ही साधं बनवावं म्हणजे साधी खिचडी म्हणा किंवा साधा वरण-भात म्हणा. आता म्हणजे स्वयंपाकच करायचा म्हणजे पहिल्याच दिवशी जर आपण पनीर बटर मसाला करायला घेतलं, असं नाही करावं. थोडं साधं-साधं, थोडी हातालाही सवय लागते. थोडा मिठाचा वगैरे अंदाज येतो आपल्याला आणि एकदा तिकटाचा, मिठाचा अंदाज लागला ना, की मग थोडंफार YouTube बघून-बघून मी YouTube बघूनच बऱ्याच गोष्टी शिकलोय, तर करता येतं आपल्याला. हो.
अच्छा. हो. हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत. नाहीये. नक्कीच. अरे वाह! म्हणजे तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा या अ, पाककृतीमध्ये केला म्हणायचा YouTubeवरनं.
नक्कीच हो. हो, हो, हो.